तणाव खरंतर ही अशी गोष्ट आहे ना, की त्यातून दुसऱ्यालाही बाहेर काढणं आणि स्वतःच स्वतःला बाहेर काढणं कधी-कधी थोडंसं कठीण होतं. पण ह्याची पहिलीच जी मूलभूत पायरी आहे, की आपण तणावात आहोत, हेच मुळात ओळखणं अ, आपल्यासाठी कधी-कधी बऱ्यापैकी कठीण जातं. तर अं
हं.
ह्या तणावात स्वतःला माफ कसं करायचं आणि अ, स्वतःबद्दल अं, असा स्वतःलाच असा दयाळूपणा आपण कसा दाखवू शकतो?
हं, हं. हं. अ, मला वाटतं ना, की अब अ, जे मोठं ध्येय ठेवतात, त्या व्यक्तीला बऱ्याच वेळा याच्यातून जावं लागतं.
हां. हम्म.
म्हणजे आपण वेगवेगळी उदाहरणं घेऊ, की फायनलपर्यंत गेला आणि फायनलमध्ये सेलेक्ट नाही झाला. किंवा अ, एखादा खेळाडू असेल किंवा एखादा, यू-पी-एस-सीच्या परीक्षेत बसणारा असेल, जो
हो. हं.
खूप अभ्यास करून, प्रिलिमिनरी आणि फायनल दोन्हीत सिलेक्ट होतो. आणि इंटरव्ह्यूलाच मात्र नाही होत.
हं. बरोबर, बरोबर.
तर अशा वेळेला ती व्यक्ती स्वतःला म्हणजे हे मी माझ्या बाबतीत पण झाले मी अ, नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या परीक्षेला बसलो होतो आणि मला, इतकं ते करण्याचं ध्यास लागला होता. की मी 12वी सायन्सचाही अभ्यास केला नाही, म्हंटलं 11वी सायन्सवरतीच मी तिकडे जाईन, तेच करायचं आहे आपल्याला. आपण ते दुसरं म्हणून मी 12वी चा अभ्यास केला नाही, याचा मात्र खूप अभ्यास केला. खूप म्हणजे रोजचा 12-14 तास आणि
हां. अच्छा! हं, हं, हं. हं. हं. बरोबर. अच्छा! बाप रे!
हां, खूप केला पण अ, मी अ, हे शॉर्टलिस्ट पण झालो. अ, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणून असतं तिथे म्हणजे 3000 जणांना ते तिकडे बोलवतात.
अच्छा. हां.
जे 4 माझ्या वेळेला 5 एक लाख मुलं बसली होती, त्यातल्या 3000 जणांना
बाप रे!
आणि त्यातले 320 अ, सीट्स होत्या तेव्हा.
अच्छा!
म्हणजे 10त 1 घेतात साधारण.
ओह! बाप रे!
पण तिथे मी सिलेक्ट नाही झालो. बरं, तो काय साधा इंटरव्ह्यू नव्हता, चांगला एक आठवडाभराचा इंटरव्ह्यू होता. सोमवार ते रविवार.
आठवड्याभराचा?
1 आठवडा हो.
अरे बाप रे!
आणि मी 16 वर्षाचा होतो पहिल्यांदा, महाराष्ट्रातून बाहेर एकटा गेलेलो. अ, बेंगलोरला जाऊन तिथे 16 वर्ष काहीतरी 4, 3-4 महिने असं वय असेल माझं.
बरं. हम्म. अच्छा. पण तरी लहानच की हो एवढं, <chuckles> एवढं काही वय नव्हतं हं.
हां म्हणजे ती मॅच्युरिटी नव्हती. मग परत आल्यावरच सगळे विचारायचे मला काय रे तुझं एन-डी-एचं काय झालं?
हां.
एन-डी-ए करत होतास ना? तर
हं, हं.
मग नाही झालो सिलेक्ट, असं म्हणताना खूप असं वाईट वाटायचं. खूप तेव्हा माझ्या ते लक्षात नाही आलं, बरं त्याच सगळ्या गोष्टीमध्ये अचानक माझ्या बहिणीच लग्न ठरलं आणि मग लग्नाची धावपळ
त्रास व्हायचा हं. हं, हं. अच्छा! हं, हं.
अ, फेब्रुवारीत लग्न झालं, मार्चमध्ये माझी परीक्षा आणि मी चक्क अ, अं, नापास झालो 12वी तला.
अरे बापरे! ओह!
तर मग खूपच मग तो सामाजिक हे होता की "नापास झाला!? अरे, नापास
हां, म्हणजे अ, अशा घरात घरातलं, कुटुंबाचं, समाजाचं दडपण अशा वेळेला आपल्यावर बरंच असतं नाही का? आणि मग अ, ह्या सगळ्या गोष्टी अ, स्वतःवरच असा दयाळूपणा दाखवायला अडथळा निर्माण करतात कधी-कधी. मग हे अडथळे कसे दूर करायचे?
हं. प्रश्न प्र अ, प प्रश्नच नाही म्हणजे मला मग मी दुसऱ्या काही गोष्टींमध्ये सहभागी झालो. पण आता मागं वळून बघता मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे मी अयशस्वी होऊच कसा शकतो!
नक्की. हं, हं. हम्म.
असा जो माझा, मला जो त्रास झाला, सगळा झाला, तो चुकीचा होता. मला अ, एका अ, शिक्षकांनी विचारलं. मला म्हणाले, "अरे, तुला आत्ता हे सगळं खूप मोठं आणि महत्त्वाचं वाटतंय. विचार करून बघ आजपासून 10 वर्षांनी. तू 26-27 वर्षाचा आहेस आणि तेव्हा हे आठवल्यावर तुला आठवण तरी राहील का? की तू असा नापास झाला होतास. 10 वर्षानंतर याचं महत्व तरी राहील का? नाही राहणार! तेव्हा फार जास्त महत्वाचं समजू नकोस."
हं. हं. हां. हं. हं बरोबर. हम्म. बरोबर. <chuckles> हं. हं.
ख आणि हीच गोष्ट मग मी पुढच माझ्या मुलाला सांगितली. तो जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट, आय-आय-टीची मागच्या वर्षी त्यानी दिली होती हां.
अच्छा! पण अ, एकंदरच, या प्रसंगातनं तुम्ही बाहेर कसे पडलात? म्हणजे हा तुम्हाला तणाव आला होता आणि
अ, एक म्हणजे अ, त्यावेळेस काहीजणांनी मला सांगितलं, की तू कशात तरी गुंतवून घे स्वतःला. मग पुढच्या वर्षी जूनमध्ये प्रवेश घेशील तोपर्यंत मोकळा आहेस, तर मग मी एका क कामाला सुरुवात केली. अ, तेव्हा आर्थिक परिस्थिती अशी बेताची होती घरची, त्यामुळं घरी पैसे देणे किंवा माझा खर्च तरी घरच्यांवरती न टाकणे. याचा अ, फायदा झाला आणि अ, दुसऱ्या गोष्टीत मी रमलो, उलटं झालं. यामुळे मला प्रॅक्टिकल कामाची संधी मिळाली. म्हणजे एक दार बंद होतं ना त्यावेळेस दुसरं दार उघडतं.
अच्छा. हं. बरं. बेताची होती. हं. बरोबर. हं, हं, हं. हां. अगदीच बरोबर. हं. पण त्यासाठी स्वतःला तयार कसं करायचं? कारण बऱ्याचदा काय होतं, की माणूसना या तणावातनं दुसरं दार उघडं बघण्यासाठीही तयार होत नाही. मग अशा वेळेला आपण स्वतःला त्या तणावातून कसं बाहेर काढायचं?
पहिली गोष्ट म्हणजे स्वतःबद्दलच्या कपोलकल्पित कल्पना असता कामा नयेत. माझ्या मते गेल्या 10-15 वर्षात, आपल्याकडच्या ज्या शाळा आहेत त्याच्यात सगळ्यांना अ, <chuckles> धबाधबा, बदाबदा <chuckles> अशा प्रकारचे मार्क मिळतात.
हं. हं. हो. मार्क मिळेल. खरं आहे.
95-97 काहीही टक्के मिळतात. अहो, तुम्हाला एक अ आणि हे चांगलं नाही आहे. का चांगलं नाही ते सांगतो. माझ्या नात्यातली एक मुलगी होती तिला 100 पैकी 100% पडले, बोर्डाला एस-एस-सीला, मी म्हटलं, "अरे वाह! म्हणजे तू जिल्ह्यात 1ली आली असशील." तर तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, "छे! मी वर्गात पण पहिली आली नाही."
हो, हो. हो ना. हं. हं अरे बापरे! हां. अय्या!
"हे कस शक्य आहे? 100% आला?" तर ती म्हणाली अ, एकतर स्पोर्ट्समधले असतात त्यांना 102 वगैरे टक्के आहेत काहीतरी 4% मिळतात.
अय्या!
हे एक. दुसरी गोष्ट, की ती म्हणाली अ, व क्रमवारी काय करतात मग व वय बघतात, जी वयाने लहान व्यक्ती आहे
हां.
म्हणजे <clears throat> जिला 100 मिळाले आणि ऑगस्ट महिन्यातला जन्म आहे, तर अ, त्यापेक्षा जिचा सप्टेंबर महिन्यातला जन्म आहे, तिचा नंबर जास्त लवकर कारण वयाने लहान आहे ती म्हणून.
बरं. हं. अय्या! काहीही लॉजिक आहे हे.
आहे खरं असं <chuckles> त्यामुळं, खूप असे बदाबदा मार्क पडत असल्यामुळं हल्लीच्या मुलांना
<chuckles> हं. अपयशाची सवय नाही.
अपयशाची सवय नाही. आणि तुम्ही कितीही सांगा, की अपयश हे यशाच्या अ, ...कडे जात असताना पहिली पायरी आहे वगैरे, <scoffs> ते ज जो जातो ना त्याला बिलकुल तसं काही वाटत नाही.
हं. पण ते मुळात आधी झेलता तर आलं पाहिजे. <chuckles> खरंय.
आ तर अ, प पहिला भाग असा, की आव्हानात्मक गोष्टी स्वीकारणे, प्रयत्न करणे आणि अ, त्या तणावातून जाणे.
हम्म. हं. हं.
हे एक महत्वाचं शिक्षण आहे. जे बऱ्याच जणांना मिळायला पाहिजे. खूप साऱ्या जणांना सातत्याने यशामागं यश मिळायला लागलं, की मग अहंकार निर्माण होतो.
बरोबर. हं, खरं आहे. हं. खरं आहे.
खरं तर बारकाईने बघितलं तर प्रत्येक यशाच्या मागं खूप जणांच्या इतर परिस्थितीचा, इतर गोष्टींचा भाग असतोच.
हं. हो ना.
त्या सगळ्यानंतर आपल्या काही दैवाचा पण भाग असतो. हे सगळं कळण्याकरता माणसाला थोडीफार तरी अपयशं आली पाहिजेत.
बरोबर आहे. हं. बरोबर आहे.
आता हे ऐकायला लोकांना फारच विचित्र वाटतं. तुम्ही 2रीमध्ये अ, मुलाला गणितामध्ये 10 पैकी 8 मार्क पडले, की आया जाऊन शिक्षकांशी जाऊन भांडतात, "तुम्ही मार्क कापलेच कसे?"
हो, हो. 2री पण मला तर वाटतंय अ, फार मोठी इयत्ता आहे. प्रीस्कूल मधली मुलं अ, स्टार्स कमी मिळाले म्हणून पालक भांडायला येतात,, की आमच्या मुलांना 4च स्टार्स का मिळाले? आणि मग बाकीच्या मुलांना तुम्ही 5च का दिले? असंही चित्र आहे शाळांमधलं.
हां. अ, मी एका संस्थेमध्ये शिक्षक होतो. अ, अ, म्हणजे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होतो. तर काही मुलं यायची आणि अ, म्हणजे आपण कसं स्वतःला माफ करत नाही. याचं उदाहरण म्हणून सांगतोय, हां. आणि म्हणायचे की, "मा मी अ, माझ्या मित्रानं पण असचं उत्तर दिलं, त्याला तुम्ही 5 पैकी 3 मार्क दिले. मला 2 मार्क दिले, असं कसं काय सर?"
हं. हं. हं. हो, हो, नक्की. हं. हं.
तर मग मी <chuckles> गंमत करायचो नी म्हणायचं, "खरंच, असं आहे का? मग त्याचा आपण, हां"
तुम्ही काय उत्तर द्यायचातं अशा वेळेला? कारण आम्हीही जायचो, हे सांगायला आमच्या बाईंकडे. <chuckles>
"नाही, नाही. मग त्याचाही पेपर घेऊन ये, त्याचंही मी 3 चे 2 करतो." मग तो जो गायब व्हायचा, कुठला मिळ मिळ मिळ मिळायला, परत काही यायचा नाही तो. <chuckles> तर हे कसं असेल
आता. हं. <laughs> पण आमच्या बाई आम्हाला करून द्यायच्या हो, 2 चे 3 <laughs>
नाही, हे बऱ्याचं वेळा काय असायचं? की त्यांचा
अच्छा, हो का? मी त्यांना असं केलंय का, असं करून? <chuckles>
म्हणजे काय असतं मला मार्क किती पडलेपेक्षा कोणाबरोबर तरी अत्यंत कम्पॅरिझन सारखं ते बघणं आणि मग त्या बाबतीमध्ये हल्ली ते जे मराठी चॅनेलवरचं सारखं दाखवलेलं असतं ना सासू म्हणजे अशीचं, सून म्हणजे तशीचं. आणि, अ, ते जे टोकाचं त्यांना कदाचित ते दाखवणं अ, आवश्यक असेल व्यवसाय आहे त्यांचा पण. पण ते खूप टोकाचं सारखं कम्पॅरिझन सारखं, मग त्याच्यातून आपण स्वतःला माफ करत नाही. तर बऱ्याचं वेळा काय असतं? की मी काय आहे? हे स्वीकारलं नसेल, तर अ, अ, अपेक्षाभंग होणारचं. अपेक्षा मोठी ठेवली की अपेक्षाभंग मोठा.
हं. स्पर्धा. हं. अरे बाप रे! हो. हं. हम्म. खरयं. हं. हं, हं, हं. हं. अवाजवी अपेक्षा स्वतः करू कडूनचं आपण करत राहतो, सततं.
हं. किंवा 2रा भाग असा, की "मी जे काय करेन त्याच्यामध्ये यशस्वीच होईन."
हं हां, म्हणजे मला असं काय वाटतं माहिती आहे? अ, हे साधारणतः कुठून आलं असेल? असा जर असेल ना, तर बघा अं, आताचे पालक मुलांना सांगतात, की "जे तुला जे हवं ते कर, पण जे करशील ते बेस्ट कर"
हं.
"किंवा सर्वोत्तम कर." यामध्ये कुठेतरी ही अ, स्वतःकडूनची अवाजवी अपेक्षा निर्माण झाली, असं वाटतं का हो तुम्हाला?
हं. अ, नाही. हा सल्ला चुकीचा नाही आहे, की "जे करशील ते उत्तम कर." त्यापेक्षा "तू प्रयोग करून बघू. बघ काय होतंय."
हं. हम्म.
प्रयोग झाला पाहिजे. प्रयोग झाला तर त्याच्यामधून काहीतरी नक्की शिकायला मिळेल. हां, त्यातून यश मिळालं आणि खूप काहीतरी मिळालं. अ, कधी-कधी काय असतं, की यश म्हणजे अ, सामाजिक मान्यता असते, कधी-कधी यश म्हणजे पैसा असतो, कधी-कधी यश म्हणजे माणूस अंतर्मुख होतो.
बरोब हं. बरोबर. हम्म.
प्रत्येक गोष्ट यश आहे. तर प्रयत्न केला की यश नक्की मिळतं.
नक्की.
अ, म्हणजे एव्हरी टाइम आय ट्राय, आय इम्प्रूव असं नाहीये. तर एव्हरी टाइम आय ट्राय, आय लर्न.
हं. हं. हम्म. इतकी महत्त्वाची गोष्ट आहे ही.
की दर वेळेला असं केलं की तसं होतच नाही, ते मागच्या वेळेला जे जमलं होतं ना, <chuckles> त्याचं कारण अ, माझं यश आहे अ, ह, किंवा काय म्हणतात त्याला, माझं यश आहे. ही भावनाच माझी चुकीची होती. मला अ, कोणाच्या तरी आशीर्वादानं ते मिळालं होतं. किंवा काय पूर्वकर्म असेल त्याच्यामुळे मिळालं असेल. किंवा, अ, मीच एकटाच स्पर्धेमध्ये पळत होतो बाकीचेच लोक आजारी पडले म्हणून मी पहिला आलो, <chuckles> असं पण असू शकतं.
बरोबर. हम्म. खरंय. खरंय. अगदी खरं आहे. त्याच्यामुळे. खरं आहे. वासरात लंगडी गाय शहाणी. बरं मला सांगा आता कि अं, बऱ्याच हां.
<chuckles> आणि मी समजतो की काय मी छान. हं. तर काय आहे की स्वतःला माफ करणं ही फार मोठी गोष्ट आहे, मी तुम्हाला एक अगदी हृदयद्रावक एक आठवण सांगतो, जवळच्या मित्राची.
हम्म. बरोबर. हां. म्हणजे ह्यासोबत हेही सांगा की अं लोक सहसा ना, स्वतःसोबत फार कठोर वागतात. आणि त्या कठोर वागताना काय सामान्य चुका लोकं स्वतःच्या हातून करतात आणि ज्या नाही करायला हव्यात खरं तर.
हो. हां. आता माझ्या मित्राचं सांगतो. तो खूप वेगाने वाहन चालवायचा. मोटरसायकल त्याची होती ती तर तो अगदी अ, खूप जोरात चालवण्याबद्दल अगदी म्हणजे प्रसिद्ध जो नेहमी आम्ही त्याला म्हणायचो एवढी का रॅश चालवतोस?
हं. बरं. हं, हं, हं.
पण एक दिवस तो मोटरसायकल चालवत नव्हता. त्याच्या बायकोची ऍक्टिवा चालवत होता आणि ती चालवत असताना मागनं ते अ, दगड वगैरे घेऊन जाणारे ते कंटेनर असतात ना?
अच्छा! बाप रे! हं, हं, हं.
त्याची धडक बसली. त्याची बायको पडली आणि मागच्या चाकाखाली आणि ती, डॉक्टर वाचवू नाही शकले तिला. त्याच्यातनं मला वाटतं आता 12-14 वर्ष झाली असतील अजूनही तो टू व्हीलर वापरत नाही आणि तो फक्त फोर व्हीलरच वापरतो आणि मी कधी म्हंटलं ना कुठं जायचं तर मला सांगतो, "अरे तू टू व्हीलरवर जाऊ नको. खूप रिस्की असतं आणि अ, पोहचलास की फोन कर." म्हणजे अजूनही तो स्वतःला माफ करू शकत नाहीये त्या गोष्टीबद्दल.
ए गं आई गं! आई गं! बाप रे! हं. हो. आई गं! हं, हं, हं. खरंय, खरंय.
हे खूप अवघड गोष्ट आहे ती. मी म्हणत नाही की सोप्पं आहे आणि सगळं काही हे आहे. पण पश्चात्ताप करून आता जर आय आयुष्यात तसं असेल अ, एक्सट्रीम तर ते स्वीकारता आलं पाहिजे आणि स्वतःला माफ करणं आयुष्यात पुढे जाण्यासाठी फार महत्वाचं आहे.
हं. हं, हं. हं. हं. हं. खरंय. महत्वाचं आहे. खरंच खूप मौल्यवान, हो.
असे प्रसंग कोणावर न येवोत. पण तेव्हा सुद्धा स माफ करून पुढं गेलं तर
खरंय. आणि आज खरंच मौल्यवान सल्ला दिलात तुम्ही फार आणि स्वतःला माफ करणं किती महत्वाचं आहे. हे ही या चर्चेतून तुम्ही दाखवून दिलंत. खूप खूप धन्यवाद या चर्चेबद्दल. आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा गप्पा मारू.
हं. धन्यवाद. भेट